हां, हां. नक्कीच, नक्कीच. पहा काय-काय लोकं कसे असतात की काय काय लोकांना अ, नक्कीच अ, या गोष्टीमुळे बी फरक पडू शकतो कारण अ, ज्यावेळेस आपण चेहऱ्यावर पाणी मारतो, तर मला वाटतंय त्यामुळे आपल्याला एक म्हणा, फ्रेशनेस म्हणा किंवा मग रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. तर नक्कीच अ, ती एक देखील खूप सुंदर अशी कन्सेप्ट आहे की आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा ताण आला, तर आपण अ, म्हणतात ना की एखाद्या वेळेस आपल्याला झोप नसली किंवा एखाद्या वेळेस आपल्याला आळस आला, तर नक्कीच कुठेतरी जो आपला ताण आहे ना हा कुठेतरी वाढतो. तर निश्चित मला वाटतं की अशा वेळेस आपण ती झोप घालवण्यासाठी किंवा तो आळस घालविण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर पाणी मारायला पाहिजे. तर निश्चित मला वाटतं त्यामुळेदेखील फार नाही, परंतु आपल्याला म्हणता येईल की थोड्याफार प्रमाणामध्ये अ, नक्कीच फरक पडेल आणि मला वाटतं ही देखील एक चांगली गोष्ट आहे. हं.
हो. हं, हं. हं. ते. फरक पडतो ना? म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींचाही फरक पडतो. तर मला सांगा ना की जेव्हा तुमचे कुटुंबातले काही ताण वगैरे असतात, ऑफिसचे ताण असतात आपल्याला. मग त्यातून बाहेर निघायसाठी काय-काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत. जेणेकरून आपल्याला कसं ना, एंड ऑफ द डे आपला थोडा दिवस थोडा तो ताणातून निघून गेला पाहिजे? काय करू शकतो आपण?
हां. नक्कीच, नक्कीच. मला वाटतंय की कसं आहे की आपण एंड ऑफ द डे म्हणायचं झालं, तर मला वाटतंय कसं असतंय की दिवसभर आपण थकलेलो असतो कामाला. तर मला वाटतय ज्यावेळेस आपण ऑफिसमधून घरी येतो, तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे, की आल्याबरोबर एकदम हातात मोबाईल घेण्यापेक्षा आपण तो वेळ आपल्या फॅमिलीसाठी दिला पाहिजे. फॅमिलीसोबत अशा मनमोकळा गप्पा मारायला पाहिजे. त्यांच्यासोबत टाईम घालवला पाहिजे किंवा मग एखादं शांत म्युझिक म्हणा किंवा सॉन्ग म्हणा ते ऐकायला पाहिजे किंवा मग श शक्य असल्यास मेडिटेशन करायला पाहिजे. मला वाटतंय हे अगदी छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटी आहेत. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आणि जर आपण त्या गोष्टी केल्या, जर आपण त्या गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळल्या, तर मला निश्चितच वाटतंय की दैनंदिन जीवनामध्ये जो काही आपला ताण आहे किंवा जो दिवसभर येणारा जो काही आपला ताण आहे, तो निश्चितच आपण चांगल्याप्रकारे हाताळू आणि निश्चितच ताण कमी करण्यामध्ये करण्यासाठी आपण त्या दिशेने वाटचाल करू असं मला वाटतंय. हं.
हं, हं. हं, हं. हं. क्या बात! बरोबर. अगदी बरोबर. हं, हं. हो, हो, हो. अगदी खरं. हं, हं. हं, हं. क्या बात! खरंच खूप छान. नाही खरंच एकंदरीत खूप छान माहिती दिली आहे तुम्ही आणि ते जे तुम्ही सांगितलं ना 4 सेकंद, 4 सेकंद, आणि 4 सेकंदचा तो श्वास होता जो एक प्रकार सांगितला तुम्ही तो इतका उत्तम होता ना, प्रत्येकाने ती गोष्ट केलीच पाहिजे असं मला वाटतं आणि तुमच्याशी बोलून तुम्ही माझा ताण घालवला, याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार आणि नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.
हं, हं. हं, हं. <chuckles> हां, हां. नक्कीच.